बरोबर, नक्कीच, नक्कीच. पण अ, बघा, आता कसं आहे, की अं, घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये असे दबाव असतात आपल्यावर, जसं आपण बाहेर जरी असले ना मित्र मैत्रिणीसोबत, तर नाही का एखाद्यासोबत आपली भांडण झाले किंवा काही विश्वासघात झाला, तर अ, समोरच्या व्यक्तीला आपण माफ नाही केलं लवकर, तर मग आसपासच्या आपल्याला दबाव टाकायला लागतात, की "अरे, त्यांना माफ कर ना, त्याच्यानं तर छोटीशी एक चूक झालेली आहे." पण तो प्रश्न जो आहे, त्यां त्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवलेला असतो आणि त्यानं तो एकदम विश्वास मोडलेला असतो ना आणि त्यावेळेस तुमच्यावर आसपासचे लोकं तर दबाव देतातच, तर मग त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल करता? म्हणजे लगेच माफ करून ठीक आहे तात्पुरता तुम्ही तोंडावर माफ करता, का खरंच मनातून त्यावेळेस माफ पण करता?
हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं. हं. हं, हं. बरोबर. अं, असं तर खरोखर सांगायला आवडेल, की अ, तात्पुरतं माफ करता येईल म्हणू, नाही का? म्हणजे कुठेतरी आपल्याला आजूबाजूंच्या मनाला, लोकांचं जे आपल्याला समजावत असते, त्यांचं पण मन राखायचं असते आणि आपलं एक मन सांगत असते, की "नाही बुवा, या व्यक्तीनी मला खूप दुखावलं, यानी माझा विश्वासघात केलाय, तर मी इतक्या लवकर या व्यक्तीला माफ करणार नाही." आता नक्कीच, माफ करणं हेच म्हणजे असं म्हणतात ना, "क्षमा, दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती," नाही का? हां, अ, तर अ, माफ करणं
हां, हां. अच्छा, हां, हां. बरोबर. हां. हां, हां, हां. <chuckles> बरोबर. म्हणजे तात्पुरता त्याला माफ करायचं. हां, हां.
नक्की, नक्कीच. माफ करणं हा सगळ्यात म्हणजे सोपं. म्हणजे पुढच्या व्यक्तीसाठी आणि आपल्या व्यक अ, म्हणजे स्वतःसाठी सुद्धा. कारण आपल्या मनाची शांती कुठेतरी आपल्याला मिळत असते माफ केल्यामुळे, असं माझं वैयक्तिक असं मत आहे.
हां. बरोबर, बरोबर. वैयक्तिक मध्ये. बघा, कधी-कधी ना आपण चुकीने दुसऱ्याच्या मनाला दुखवतो, बरोबर का नाही? मग आपण स्वतःच्याच मनाला नाही का खुंदत असतो, की अरे माझ्याच्यानं गलती झाली माझ्याच्यानं चूक झाली, तर स्वतःला पण माफ करणं ते आवश्यक नाही का?
नक्कीच, हं. चूक झाली, हां.